त्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करणं, तुम्हाला गाणे ऐकणं, ट्रेनमध्ये बसले आहात तर शांतपणे कानात हेडफोन घालून मस्त पैकी खिडकीजवळ बसून तो आपला तो वारा लागतो आहे आणि मस्त झोप लागली आहे. मग एका प्रकारचा तो एक थोडी स्पेस मिळून जाते आणि मग अ, तुम्हाला गच्चीवरती वगैरे तुम्हाला जाण्याचा चान्स भेटत असेल थोड्या वेळासाठी, एकटं असं थोडं स्पेस तर तसं करू शकता आणि अ, कधी-कधी जर का तुम्हाला चान्स भेटला तर सगळं कुटुंब उठण्याच्या आधी थोडा तुम्हाला 1 तास उठायचा मौका भेटला तर ते तसं भेटणं. नाहीतर अ, असा वेळ काढणं गार्डनमध्ये जाणं, बाहेर जाणं, थोड्या वेळासाठी, राउंड मारायला जाणं संध्याकाळी. मग अशा काही ना काहीतरी गोष्टी कराव्या लागतात आणि जर का शक्य होत असेल तर बरोबर सेफ्टी वगैरे बघून कधी-कधी, अ, असं होते बघा की मित्र अ, मित्रांसोबत मुलांचं होते की मित्रांसोबत आज मी त्याच्याकडे आज मी 1 दिवस मी त्याच्याकडे राहणार आहे. किंवा मैत्रिणींचा आज हो, आज आम्ही नाईट कारण हे बघा ही एक आवश्यकता आहे ही स्पेस म्हणजे. नाईट आउट एक आवश्यकता नाही आहे पण स्पेस एक आवश्यकता आहे. तर ती प्राप्त करण्यासाठी वेगवेगळे आपल्याला मार्ग काढावे लागतात. मग अशामध्ये आपला छंद असेल तर छंदामध्ये आपला वेळ बाहेर निघून जातो. तर अशा गोष्टीला आपल्याला, जसं म्हंटलं ना आपल्याला शोधून काढावे लागतात त्या अशा गोष्टी की जेणेकरून आपल्याला थोडा त्याच्यामध्ये अ, एक असा स्पेस मिळतो स्वतःचा स्वतःकडे. मग काही आपल्याला लिहावसं वाटत असेल, मग तशा वेळेस लिहायचं काहीतरी. अशा गोष्टी कराव्या लागतात.
हो, नाईट आउट करण्यासाठी हां, नाईट आउट करण्यासाठी. अगदी बरोबर. पण बऱ्याच वेळा काय होतं ना आता, की घरचे जे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा जे कुटुंबातले मेंबर्स आहे. आपले आई-वडील म्हणा किंवा मग जवळचे कोणी बी असेल, की बऱ्याच वेळा काय होतं ना, की यांना, हा जो आपला जो वैयक्तिक स्पेस आहे ना तो आपण जेव्हा समजून सांगतो ना, त्यावेळेला ते त्यांना काय वाटतं की एकदम गांभीर्याने घेतात ते, एकदम असं वाटतं काहीतरी विचित्र प्रकार घडला की काय आज. तर ते अजून त्यावेळेस काय करतात की आपल्याला अजून ते थोडंसं हे करतात हां, ते अजून येऊन ते विचारतात, "काय झालं? नेमकं काय झालं?" आणि आपण रूममध्ये जाऊन दरवाजा बंद केला तर दरवाजा येऊन जोरजोरात वाजवतात. "दरवाजा उघड. काय झालं? मला अगोदर पहिले सांग. काय झालं? काय झालं का?" अरे! <chuckles> तर त्यावेळेस काय होतं की नेमकी चिडचिड होती आणि मग अशा वेळेस आपण काय करतो ना, आता तसा तुम्ही एक चांगला ऑप्शन दिलं की नाईट आउट करायला जायचं. मग आपण कधी असं ठरवलं "बरं ठीक आहे मग मी बाहेरच जातो, जाऊदे तुम्ही घरात काय मला व्यवस्थित हे नाही करू देत आहे." "कशाला बाहेर जायचं? काय झालं? नेमकं काय झालं?" म्हणजे अशा वेळेस मग ते अशी पण काही गमतीदार काही गोष्टी होतात. मग त्यावेळेस कसं हँडल करायचं?
हं. हं. <laughs> रोग-बिग लागला की काय? <laughs> <laughs> हम्म. हो, हो. हम्म. हं.